याच्यामध्ये आता काय होत होतं ना मग अ, वेळोवेळी जे आता रोजचं तसा संपर्क असायचाच, मग वेळोवेळी त्यांची वेळोवेळी त्यांना भेटण्यासाठी येणं किंवा त्यांना बोलावणं आणि असं नाही, की आम्ही आता बाहेर होतो म्हणून, पण आम्ही एक अ, डिसिजन असं घेतलं होतं, घरात कुठलाही सण-त्योहार आपण एकटे साजरं करायचं नाही हा निर्णय पहिले होता, की काही असू देत ते कितीही प्रॉब्लेम येऊ द्या, काही असू दे, की आपण सण-त्योहार जे आहेत ते घरीच साजरा करायचा आपल्या कुटुंबासोबत, की जेणेकरून त्यांना आदरतो आणि बऱ्याच वेळा असं व्हायचं ना, की ठीक आहे आता वेळ नाही आहे ना, तर आम्ही असं नाही व्हायचं, की आम्ही दोघं सोबतच येतोय म्हणून घरी मला वेळ भेटला ना, तर मी अक्षरशः 8-8 8-8, 10-10 दिवस येऊन घरी राहत होतो. मला एका बाजूला विसर पडायचा, की माझं लग्न झालेलं आहे, माझं तिथं एक घर आहे, बायको आहे म्हणून, मला विसर पडायचा आणि तीही तशीच करायची तिलाही कधी असा फ्री टाईम भेटला, गॅप भेटला. तर मग काय, एखादा दिवस तिच्या आईच्या आईच्या गावी जाणं किंवा मग एखादा दिवस घरी येऊन राहणं, तर तीही त्याबाबतीत तसं करायची, म्हणजे त्यांना एक
हां, हां. हां. हां, बरोबर. हां. अगदी बरोबर. हां. तुम्ही जायचं. हां. अरे वाह! हां. <chuckles> हो, अच्छा. हां. हां. हां, आधार वाटणार.
कळून चुकलं होतं, हा आधार पण होता आणि त्यांना हे कळून चुकलं होतं, ठीक आहे हे मजबुरीनिमित्त गेलेलं आहे, की हे काय असं स्वतःचं स्वातंत्र्य घेण्यासाठी नाही गेलेलं आहे. जसे आजकाल लोकं करतात, की वैयक्तिक स्वातंत्र्य पाहिजे, थोडंसं पर्सनल डिस्टन्स पाहिजे असतो त्यांना, तर त्यासाठी करतात त्यांना हे कळून चुकलं, नाही यांच्यातला असा काही प्रकार नाही आहे फक्त हे कामाधंद्यानिमित्त तिथं गेलेले आहे.
हां. हो, हां वेगळं राहायचं असतं. हो ना. हां. हां, म्हणजे त्याच्यामुळे तिथे शिफ्ट झाले, बरोबर हां मग अ, साधारणतः करिअर निवडीत अ, म्हणजे कुटुंबाची भूमिका किती महत्त्वाची असते, असं वाटतं तुम्हाला?
अ, फार महत्त्वाची असते, माझा मला असं वाटतं, कारण की काय आहे ना, की जेव्हा करिअर आपण निवडतो आणि जेव्हा काही असे अ, निर्णय घेतो, की आता नोकरीबद्दल आहे कशाबद्दल, तर मग विचारपूस करूनच आपण त्यांना घ्यायला पाहिजे आणि त्यांची सहमती पाहिजे अगदी पहिली गोष्ट तरच मग काय आहे ना तुम्हाला
बरं, हां. अगदी. हो, हो. हो ना. लक्ष लागतं तुमचं, मग त्यां त्यांची काळजी वाटत नाही.
लक्ष लागतं आणि कधी-कधी काय आहे, कधी-कधी घरात अशा परिस्थिती होतात किंवा काही अ, असे प्रसंग होतात, की मग त्यावेळेस तुम्हाला तो गिल्ट नाही येत.

अ, ऑप्शन्स काय आहे ना? ऑप्शन्स अ, फार कमी होते. जसं बिझनेस करण्यासारखा ऑप्शन होता पण माझी जी फील्ड होती, माझे जे जॉब होते ना ते थोडंसं अ, मोठ्या शहरांमध्येच होते, मेट्रो सिटीज किंवा मग आयटी जिथं आयटी पार्क्स आहेत त्या ठिकाणीच होते. तर जेणेकरून की मला तिथं जे आहे ना पाहिजे हवी तशी नोकरी भेटत नव्हती. आणि माझे सोबतचे जे मित्र होते माझ्या अ, सोबतचे ते तिथं त्या शहरामध्ये चांगल्यापैकी स्थाईक झालेले होते, की चांगली नोकरी चा आता कुणालाही ती हे असते ना इच्छा असते की बाबा चांगली नोकरी चांगला पगार, चांगली गाडी, चांगलं घर, चांगलं शहर. ते अट्रॅक्शन असतात तर मलाही ते अट्रॅक्शन होतं थोडंसं आणि मलाही ते कळून चुकलं नंतर की नाही यार आपण, आता हा बदल आणायला पाहिजे हा निर्णय घ्यायला पाहिजे. आपण थोडंसं तिकडं जायला पाहिजे. आणि त्यावेळेस त्यांना असं वाटत होतं की बाबा नवीन शहर आहे सगळं की आत्ता अशी एक नवीन-नवीन संसार सुरू झाला तुझा. तू घाई गडबड करू नको. थोडंसं अजून इथंच बघ, व्यवस्थितपणे. थोडा वेळ दे स्वतःला. नाहीच नोकरीचं काही जमलं तर मग छोटा-मोठा व्यवसाय छोटा-मोठा व्यवसाय कर. असा मोठाच नाही की एकदमच आणि माझे विचार थोडेसे हाय-फाय होते त्यावेळेस. की काय "खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी" अशातली ती भूमिका होती माझी. ते.
हां. अच्छा. बरोबर. हां. हो. हो, हो. बरोबर. हो ना. हं. हो, हो. हां. अच्छा. हां. हां. हां. हां. हां. हां. अच्छा, अच्छा. हां, हां. हां. हां, मग ते यंग यंग जे वय असतं त्यावेळी थोडं वेगळंच असतं थोडं आपलं क्रेझ असती खूप काही-काही वेगवेगळे विचार असतात. मग ते बा अगदी जुन्या लोकांचे विचार मग नको वाटतात काय टिपिकल विचार करतात. सगळ्या म्हणजे स्वातंत्र्यामध्ये गदा येते असं काही-काही वाटायला लागतं. मग तसं झालं का तुमच्या बाबतीत?
अगदी बरोबर. हां तसंच झालं मग ते अ, कारण की माझ्या आज अपेक्षा जास्त होत्या आणि मी सांगितलं जसं "खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी" आणि त्यांना कुठून कुठेतरी.
हां. हां, हां, हां.
आता पालक अ, आई-वडील म्हंटल्यावर त्यांना माहीत असतं की बाबा काय आहे काय आहे कारण की चार दिवस त्यांनी जास्त पाहिलेले ना आपल्यापेक्षा. ठीक आहे मग ते माझ्या निर्णयापुढं त्यांनी माघार घेतली. ठीक आहे बाबा तुम्हाला चांगलं वाटतंय ना तुमच्या भविष्याची वाटचाल चांगली होईल ना की नको की उद्या चालून हां, उद्या चालून तुम्ही परत बोलायचं की "आम्ही तर जात होतो", "आम्ही तर करणार होतो", "तुम्ही नाही जाऊ दिलं". "नका बाबा तुम्हाला चांगलं वाटतं आम्ही आमचं राहू. खुश आहे आम्ही, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही जा, आम्ही तर काही येऊ नाही शकत." मग आम्ही गेलो आणि बरेच वर्ष आम्ही बाहेर राहिलो.
हो, अगदीच. हां. हां मग फायनली गेला तुम्ही तिथे. हां. <chuckles> हो. हां. हां. हां.
आणि मग जेव्हा आम्हाला अ
हो.
बाळ, पहिलं बाळ झालं मग तेव्हा खरंच अशी जाणीव झाली की नाही यार आपण थोडंसं काहीतरी
हां. की त्यांची गरज वाटली आणि वाटलं की मोठे हां मोठे.
चांगल्यावर. गरजची गोष्ट नाही. नाही त्यांचं ते प्रेम त्यांचं ते प्रेम त्या बाळाबद्दल आणि मग कुठं ना कुठं जाणवतं की बाबा नाही आता बाळाला पण आजी-आजोबा पाहिजे आणि आपल्याला पण काय आता हे पाहिजे. तसं तर बऱ्याच वेळा व्हायचं आम्ही बराच प्रयत्न केला त्यांना आमच्यासोबत स्थाईक करायचा. पण ते काय वातावरणामुळं, त्या गोष्टीमुळं, ते कल्चरमुळं ते नाही होत होते आणि त्यांना तिकडंच आवडायचं. आणि मग त्याच्यानंतर अ, झालं असं की मग तो पँडेमिकचा एक पिरियड आला लॉकडाऊनचा.
हां. हां. हां. तयार नाही. बरं. हां.